अरे बापरे! फारच मजा आहे ना मग, एकतर अ, अ, अं, हा जो आहे अलादीन आहे, तो अगदी भोळा आहे. जसा अलीबाबा आहे, तसाच हा सुद्धा अगदी भोळा आहे. त्याला एक जादूगर फसवतो तो त्याला घेऊन जातो. कारण अ, त्या जादूगर पुढे अशी अट असते. एकतर त्याच्यासारखा कुणीतरी जादूगर किंवा मांत्रिक असा मोठा असावा. अ, ज्याचं ते अ, तो दिवा जिथे आहे. ज्या खोल विहिरीमध्ये आहे. तर त्या विहिरीमधून काढण्याचं एकतर तो एक मांत्रिक हवा, एकदमच हुशार. अ, सिद्ध मांत्रिक हवा किंवा मग अगदी अ, निष्पाप अ, एक अ, युवक हवा.
हां. हां, हां. हं, हं. हं, हं.
असं त्याचं असतं. हां, म्हणून तिने ते निष्पाक अ, बालक म्हणून <chuckles> अलाउद्दीनला त्याने निवडलेलं आहे आणि तो त्याला घेऊन जातो, त्याला म्हणतो, "अरे ते खाली जो आहे ना, तो दिवा, तो जर तू मला दिला तर मी अशा-अशा प्रकारचे पैसे वगैरे तुला देईन, हे करेन, ते करेन," असं. तर त्याला खाली सोडतो आणि मग आतमध्ये गेल्यानंतर तो म्हणतो, "तू आधी तो दिवा मला क माझ्याकडे दे" आणि तो अलाउद्दीनला तो डाव कळतो की हा मला तिथेच अडकवण्याचा प्रयत्न आहे. तो काही दिवा देत नाही आणि तो त्याच्याकडून चुकीने घासला जातो. त्यातनं एक अ, अ, काहीतरी जीन बाहेर येतो आणि तो म्हणतो की "तुमची काय इच्छा आहे मला सांगा, मी ती पूर्ण करेल" आणि अशा पद्धतीने मग सगळ्या त्याच्या आयुष्यामध्ये जादू सुरू होतात. तशा मा जादू माझ्या पण आयुष्यात अ, सुरू व्हाव्यात असं वाटतं मला.
अच्छा. हां. <chuckles> अच्च्छा-अच्छा. अच्छा. ओह! हां. वाह! <chuckles> <chuckles> नक्कीच अ, म्हणजे अ, खू खरंच खूप छान फायदा आहे की म्हणजे असं केल्यावर लगेच तो येणार आणि म्हणणार तुमची काय इच्छा आहे. <chuckles> हां, नक्कीच अ, म्हणजे या यावरून कळतं की तुम्हाला तिथे खरंच खूप फायदे आहेत राहण्याचे. मग अ, अ, जर तुम्ही एवढं ते स्टोरी म्हणजे अ, त्या याच्यामध्ये आहात तुम्हाला ते अगदी खूप आवडतं आणि इतके छान फायदे आहेत, तर मग तुम्हाला तोटे माहीत असतील म्हणजे अ, तुम्हाला काय दिसतात तिथले तोटे?
हो, हो. ते येणार आहे, काय इच्छा आहे, ती पूर्ण करतो मी असं म्हणून मग ते फायदे आहेत. हो, हो, हो.

वाह! खूपच छान म्हणजे ही कल्पनाच खूप <chuckles> आराम देणारी, सुख देणारी आणि असं स्वर्गसुख देणारी खरं तर भावना आहे ही की आपण क कुठल्या काल्पनिक जगात राहायला आवडेल. तर मी लहानपणी वाचलेले अरेबियन नाईट्सच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींमध्ये मला राहायला खूप आवडेल. मग कधी मला अलाउद्दीन बनून राहायला आवडेल. कधी अलीबाबाच्या इथे त्या अ, सिम सिम खुल जा म्हणून त्यामध्ये अ, शिरायला आवडेल किंवा सिंदबादच्या ज्या सफरी होत्या, 7 सफरी, त्याचा साथीदार म्हणून किंवा सिंदबाद म्हणूनच मला त्या अ, फते करायला, जिंकायला आवडेल, त्या 7 सफरी. तर अ, ते ते खास आहे माझं, की अरेबियन नाईट्सच्या ज्या गोष्टी आहेत. त्यामध्ये ते एक वेगळंच काल्पनिक जग आहे. तर त्याच्यामध्ये व कारण जादू आहे, अ, त्याच्यामध्ये धाडस आहे, त्यामध्ये अ, प्रेम आहे, त्यामध्ये अशा सगळ्याच गोष्टी आहेत आणि अ, खूप कमी त्याच्यामध्ये अ, काय म्हणूयात त्याच्यामध्ये अ, रक्तपात वगैरे अशा गोष्टी फारच नगण्य आहेत त्यात. हां, हां. म्हणजे सगळ्या अशा गुडी-गुडी. म्हणजे अ, विलनला मारायचं तर तो असा एक तर पळून जातो वगैरे-वगैरे, अशा प्रकारचं. मारणं फार कमी किंवा तो स्वतःचं स्वतः करतो. अगदी त्याचा रक्तपात वगैरे असं होत नाही. तर त्यामुळे मला ते फार आवडतं, ती गोष्ट. हं हं.
<chuckles> हां. अच्छा. हां, हां, अच्छा. हां, हां. अच्छा. हां, हां. हां, हां. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. <chuckles> हं, हं, हं. हां. हां, म्हणजे काल्पनिकतेमध्ये असं छान पाहिजे काहीतरी. उगाचचं जास्त त्रासदायक नको राहण्यासाठी. हां, हां, नक्की.
त्रासदायक नको. अ, ते तर आहेच ना, इथे आहेच ना, आपल्या ओरिजिनल <chuckles> जगामध्ये. त्या सगळ्या गोष्टी आहेत ना मग. काल्पनिक जगामध्ये त्या सगळ्या नको असं, असं मला वाटतं. हो, हो.
<laughs> हो, हो. बरोबर आहे. नको असतात. नक्कीच नक्कीच. तशा पद्धतीचं तुम्हाला आवडतं. मग अ, समजा अ, असं जर कधी झालंच, तर मग अ, अ, तुमचा दिवस तिथे कसा जाईल? म्हणजे काय तुम्ही विचार करताय की कसं वाटेल तिथे?
हो, हो, हो.